आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिक्षणाची जबाबदारी असते. आपल्याला शाळेत शिकावं लागतं. कॉलेजमध्ये जातो तेव्हाही आपल्याला शिकावं लागतं. पुढे आपण नोकरी करतो तेव्हा आपल्याला पैसे कमवायचे असतात. मग आपलं लग्न होतं. कुटुंबाची जबाबदारी येते. पण या पूर्ण प्रवास जो आपला होतो, त्यात कुठे ना कुठे लहानपणापासून काही छोट्याश्या गोष्टी आपल्याला आवडतात करायला. त्याला आपण छंद म्हणतो. कोणाला गाण्याचा छंद असतो, कोणाला चित्रकलेचा छंद असतो. आणि कधी-कधी आपण असं होतं, की हे छंद जेव्हा आपण गाणं म्हणतो, चित्र काढतो, स्वयंपाक करतो किंवा फिरायला जातो, आपल्याला खूप मदत मिळते म्हणजे आपलं मन स्थिर करायला. तर तुम तुम्हाला काय वाटतं तुमचा असा कुठला एक छंद आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप फरक पडलाय तणाव कमी करण्यात?
हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हं. अगदी बरोबर. हं. बरोबर. हं, हं, हं. हो, हो. नक्कीच, नक्कीच मला आवडेल तुमच्याशी अ, शेअर करायला, की माझा आवडता छंद कुठला आहे. तुम्ही त्यामध्ये सांगितलं संगीत अ, तर त्यामध्ये संगीत ऐकणे हा माझा छंद आहे. खरं सांगायचं तर. हो अ, वेगवेगळ्या पद्धतीचे संगीत मला आवडतात. म्हणजे असं पर्टिक्युलर एक संगीत नाही म्हणता येणार. पण मला असं अ, सगळ्याच तऱ्हेचे संगीत मला ऐकायला आवडतात.
हो ना. अरे वाह! एखादं छान उदाहरण किंवा गोष्ट तुम्ही सांगू शकता का म्हणजे कु तुम्हाला हा छंद कधी लागला आणि तेव्हा तुम्ही काय केलं हा छंद जोपासायला असं सांगता येईल तुम्हाला?
हां. नक्की, नक्की. अ, हा माझा छंद जोपासण्यासाठी माझ्या बाबांनी मला मदत केली होती, खरं सांगायचं तर हो, अ, मी आम्ही अ, एका खेडेगावात राहायचो. तर तेव्हा आमच्याकडे एक रेडिओ होता. त्यावरती आम्ही गाणी ऐकायचो. मी, माझे बाबा, माझी आई, माझी बहीण होती पण ती फार लहान होती. तिला तेवढं अ, अ, सम हां, समजायचं नाही का आपण बसून संगीत ऐकलं पाहिजे वगैरे असं काही नाही. पण आई काम करता-करता, बाबा काहीतरी त्यांचं काम करता-करता मी गाणी ऐकायचो. ते पण गाणी ऐकायचे असं, अ, तो एक अ, सुरुवात तिथून झाली आणि मला गाणी ऐकण्याचा छंद लागला.
अरे वाह! खूपच छान. हो. अरे वाह! समजायचं नाही, हो. <coughs>
मला गाणी ऐकण्याचा छंद लागला आणि मग अ, पुढे असं झालं, की बाबांना कळलं, की याला गाणी ऐ ऐकायला आवडतात. तेव्हा बाबांनी अ, एक अ, नुकताच अ, बा बाजारात अ, टेप रिकॉर्डर नावाचा जो अ, प्रकार आला होता, यंत्र आलं होतं. येस, येस. करेक्ट, करेक्ट. तर त्या कॅ कॅसेट आ, आणि अ, टेप रेकॉर्डर त्यांच्या कुठल्यातरी मित्राचा होता ॲक्चुअली तो. तर तो त्यांनी आ आणला. त्यांना विकायचा होता, की काय होतं अ, ठाऊक नाही. पण तो असा जुन्या पद्धतीचा अ, तो टेप रेकॉर्डर होता आणि सोबत एक अ, 8-10 कॅसेट्स.
हो, हो. कॅसेटही यायच्या नाही का तेव्हा? हो ना. अरे वाह!
असं त्यांनी मला, आणून दिलं होतं. अ, म मला म्हणजे मलाच हं. असं नाही बाबा ते वापरायचे, असं नव्हतंच. त्यांनी मलाचं आणून दिलं होतं ते आणि धर आणि तुला काय संगीत ऐकायचं आहे ऐक आणि तेव्हा जी कॅसेट्स आली होती त्यासोबत, ज्या काकांकडून ते आलं होतं ते. तर सगळे जुने होते म्हणजे त्यामध्ये शम्मी कपूरच्या तिसरी मंजिलचं होतं. ज्वेलथीफचं अ, एक अ, त्यामध्ये कॅसेट होती. राजकुमार होतं, प्रिन्स होतं असं अशा त्या कॅसेट्स होत्या त्या जुन्या-जुन्या. तर माझी सुरुवात त्या गाण्यांपासनं ऐकायला सुरुवात झाली. मी खूप लहान होतो खरं तर ते गाणी ऐकण्यासाठी. म माझ्या जन्माच्या खूप अगोदरचे ते सिनेमे होते. पण मला फार अ, फार भारी वाटायचं आणि ती एक अ, असते ना, की हे संगीत मी जेव्हा प्ले करेल तेव्हा माझ्यासाठी लागणार आहे. मी ऐकणार आहे हो, हक्क होतं, येस. तर तर ते मला फार स्पेशल वाटायचं. तर मग ते अ, तो माझा छंद त्यातनं अ, अ, आणखीन-आणखीन असा वाढत गेला तो. तर हं.
खूप आनंद झाला होता. हां. अ. हो ना? अरे वाह, वाह, वाह! हो. अरे वाह, वाह, वाह! हो ना. हो ना, तुमचा हक्क होता ना, तो तुमच्यासाठी भेट होती ती, हो. अरे वाह! तर कसं वाटायचं तुम्हाला नाही का? इतकी सुंदर भेट तुम्हाला तुमच्या वडिलांनी दिली आणि तुम्ही म्हणजे कॅसेट ऐकायचा. नेमकं काय व्हायचं तुम्हाला म्हणजे नाही का? तुम्हाला असं खूप प्रसन्न वाटायचं, तुमचं मन हलकं व्हायचं काय व्हा व्हायचं तुम्हाला?
हो. हो, हो. हो, म्हणजे अत्यानंद होता. म्हणजे अ, स्वर्ग ठेंगणं झालं होतं माझ्यासाठी, खरंच सांगायचं तर. अ, कारण त्या त्या वयात खूप जास्त अपेक्षा नसतात आणि म अपेक्षेपेक्षा खूप मोठी गोष्ट किंवा अपे अपेक्षित असलेली गोष्ट जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही फार म्हणजे खरंच अ, अ, माझ्यासारखं मीच, नशीबवान. असं होतं. अगदी तशी होती मला आणि मी खूप त्या गाण्यांमध्ये रमायचो आणि खूप वेळा मग ऐकायचं ते. ते किती शेकडो वेळा ते 10 कॅसेट्स होते ते ऐकल्या मी त्या आणि
हो ना. हो ना, अगदीच. तुम्ही गायचे सुद्धा का? आता तुम्ही गाणी ऐकायची कधी तुम्ही गायचा पण प्रयत्न केला? गाणी ऐकता-ऐकता.
<humming> अ, हे ते गुणगुण म्हणतो ना, आपण मगं बाथरूम सिंगर, तर तसं हां, ते तसं तशा स्टाईलचं. अगदी असं नाही, की आपण अ, शास्त्रोक्त पद्धतीने गाणं वगैरे गातो वगैरे तसलं काही नाही. पण तो छोटंसं असं, बाथरूम सिंगर <chuckles> असा होता. हो, हो, हं.
हां, गुणगणतो आपण सगळे. नक्कीच, नक्कीच. हो ना. <chuckles> तर आता तुमचा जो छंद होता नाही का? गाणी ऐकायचा, संगीताचा तो फक्त लहानपणी पुरताचं होता का? आजही तुम्हाला तो छंद जसे तुमचं वय वाढत गेलं, तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तुमची नोकरी चालू झाली, हा छंद तसाचं राहिला, थोडा वाढला कमी झालं, काय झालं?
हां, हां. हो. हं. अ, खरंतर वाढत गेला. अ, बालपण हो बालपणी ते अ, कॅसेट्स वगैरे होत्या त्या. तर अ, त्या मला जवळ-जवळ मी तेव्हा 6वी-7वीत असेन, तर मग पुढचे 3-4 वर्ष मी त्याच ऐकल्या. कारण तेव्हा असं नव्हतं की रोज नवीन संगीत यायचं, असं नव्हतं. आरामात खूप शांत चाललेलं होतं जग. असं हळू-हळू क्रिएटिव जग होतं खरंतर. खूप शांततेत गाणी बनायची आणि खूप काळ ती चालायची गाणी. म्हणजे ती गाणी आजही चालतात खरं सांगायचं तर. आणि अ, पुढे असं झालं की मी कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये अ, तेव्हा अ, मी कॅसेट विकत घेऊ शकतो, एवढी मला मुभा मिळालेली होती. अ, सुरुवातीला बाबाच आणून द्यायचे, पण नंतर मग अ, कॅसेट्स मी खरेदी करू शकतो असं झालं. आणि त्याच दरम्यान एक अ, मेलोडीचा फार मोठा अ, अ, प्रवास सुरू झाला होता, खरं सांगायचं तर. अ, हो, हो, म्हणजे अ, संगीत इंडस्ट्रीमध्ये किंवा अ, सिनेमाचे इंडस्ट्रीमध्ये पण. तेव्हा मग आशिकी
अरे वाह! हं. हो ना. नक्कीच, नक्कीच. अगदीच. तुमच्या आयुष्यातनं? हो, हो, हो. हो. सुवर्णकाळ म्हणतात ना त्याला?
हो सुवर्णकाळ म्ह म्हणतात त्याला. म्हणजे तो आशिकी नावाचा सिनेमा आला. त्यामध्ये नदीम श्रवण नावाचे नवीन संगीतकार होते. कुमार शानू नावाचा गायक होता. अ अनुराधा पौडवाल होत्या आणि असे सगळे आणि मग समीर नावाचे गीतकार होते. तर, तर त्यांचे बॅक टू बॅक, बॅक टू बॅक आहे ना खूप सिनेमे आलेत. म्हणजे दिल, राजा हिंदुस्तानी अ, असे असे बरेच चित्रपट अ, लाल दुपट्टा मलमल का, जिना तेरी गली में, अ, नाचे नागीन गली गली. असे, असे इतके एक ना, अनेक सिनेमे अ, आलेत, यायला लागलेत आणि तेव्हा सगळे अ, अ, मेलोडी सोंग्झ जास्त होते. प्रेमगीत जास्त होते. विरह गीत होते त्यामध्ये. असा तो एक खूप मोठा पिरियड होता. म्हणजे 10-15 वर्षाचा तो काळ होता. त्यामध्ये सगळी गाणी सगळी होती. तर तेव्हा वॉकमन नावाचा माझ्याकडे प्रकार होता.
हो. हो ना. अगदीच. नक्कीच. चित्रपट आले. हो ना. यायला लागले ना? नक्कीच. जास्तं. अगदीच. अगदीच. तुम्ही तो वापरायचा का, गाणी ऐकायला? छान, छान, छान!
तो वापरायचो. हो, हो. अ तेव्हा मग हं.
तर आता आपण कसं तुम्ही बघता हे बघा आता तुम्ही लहानपणी तुम्ही इतकं म्हणजे निरागसता असते लहानपणी. लहानपणी खूप कमी साधनं आपल्याकडे असतात. त्यात सुद्धा आपण आपले छंद जोपासतो. जसजसे तुम्ही मोठे होत गेलात, तुम्ही कमवायलाही चालू केलं. तुम्ही म्हटलं तुमचे छंद वाढले. पण अजूनही तेवढंच प्रेम, तेवढाच आनंद वाटतो का हो तुम्हाला गाणी ऐकताना की त्याच्यात काही बदल झालाय?
Ranger सायकल होती. हां, हां, हां. अगदी बरोबर. हं. हं. हो, हो. आनंद तर वाटतो. अ, आजकाल ते तर माझं अ, तणाव कमी करण्याचं साधन झालं. कारण आपण जोपर्यंत कॉलेज गोइंग असतो किंवा आपले आई-वडील आपल्या छत अ, आपण त्यांच्या छत्रछायेत खाली असतो, तोपर्यंत खूप सगळं रिलॅक्स असतं आणि तेव्हा मज्जा-मज्जाच असते. पण जेव्हा आपण स्वतः अ, या जगामध्ये वावरायला लागतो, कमवायला लागतो आणि हे सगळं तर आपसूकच आहे ना, अ, कुठल्यातरी कोपऱ्यात आहे ना, आपला ताण तणाव आहे ना, असं आपल्यावरती हावी व्हायला लागतो. तर अ, मला ते एक अं, संगीत थेरपीचं काम अ, माझा छंद करतो. म्हणजे तणावातून मला दूर करण्याचं काम, हे मला संगीत करतं, असं मला वाटतं.
हो ना. हो ना, हो. नक्कीच. हो ना. अरे वाह, वाह, वाह! खूपच छान! तर खूप आनंद झाला मला ऐकून, की नाही का, आजही तुम्ही त्याच प्रेमानी, त्याच श्रद्धेने तुमचा छंद तुम्ही पाळता. तर ऐक ऐकून खूप छान वाटलं मला. पण आजकाल बरीच लोकं असतात आहो, तुम्हीही ऐकले असतील, की जी म्हणतात, की आम्हाला कामाचा इतका दबाव असतो किंवा कुटुंबाची इतकी जबाबदारी असते, की कुठे ना कुठेतरी आमचे छंदच गेलेत, आमचं आयुष्यच गेलंय, काय वाटतं तुम्हाला अशा लोकांबद्दल? काय करावं त्यांनी?
हो, हो, हो. हां. हं, हं. हं, हं. हो, हो. हां, हां, हां, हां. अ, त्यांना तर मी असं सांगेन, की बाबांनो, अ, की अ, जर ताणतणाव वाढतोय हे जर तुम्हाला कळतंय, तर तुम्ही उलट छंद जोपासलेच पाहिजे. मग ते तुमचं काहीही असेल, म्हणजे चित्रकला असेल, तुमचं संगीत असेल, तुम्ही गात असाल, तुम्ही काही वाद्य वाजवत असाल, अ, मेहंदी काढत असाल, रांगोळी काढत असाल, पाककृती करत असाल, अ, किंवा काही तुम्हाला शिलाई काम आवडत असेल, भरत काम आवडत असेल, तर यामध्ये थोडासा वेळ काढा. याने तुमचा जो तुम्हाला असं वाटतंय, की अ, रोजच्या धक धकाधकीच्या जीवनात तुमचा ताणतणाव वाढत चालला आहे. तर तो कमी होण्यात 1001% तुम्हाला ते मदत करणार आहे. तर तुम्ही छंद नक्की जोपासा. मग तुम्हाला खेळायला आवडतं, खेळा. तुम्हाला नृत्य करायला आवडतं, नृत्य करा. काही नाही तुम्हाला फक्त संध्याकाळी चालायला आवडतं, चाला. पण अ, जर ताणतणाव दूर करायचा आहे, तर छंद हा जोपासलाच पाहिजे, असं मला एकदम अं, आतून वाटतं.
नक्कीच. हो ना. हो ना. खेळा. नाही. अगदी बरोबर बोललात तुम्ही, कारण कुठे ना कुठेतरी आपण बघतो, की लोकांना करायचं बरंच असतं. ती कारणं देत नाहीत, असं मी म्हणणार नाही. पण जर तो छंद स्वतःसाठीच असला, आपल्यालाच बरं वाटत असलं, तर माणसाने नक्की वेळ काढलाच पाहिजे, हे तुम्ही खूप बरोबर बोललात. तर आता कसं असतं, की काही लोकांना छंद असतात. आणि तेव्हा कधी-कधी त्यांना ते जोपासता येत नाहीत, का तेन तेव्हा त्यांना एवढं लक्ष देता येत नाही, की आता तुम्ही जर म्हटले, की एखाद्याला नाचण्याचा छंद असला आणि तो त्याला एवढा वेळ मिळत नसला त्या छंदासाठी, तर असे छोटे-छोटे छ छंद आपण धरू शकतो, नाही का? आता मला जरी नाचायला वेळ मिळत नसला, तर मी नाचण्याचे व्हिडिओ वगैरे बघू शकतो, तो एक नवीन छंद असतो किंवा मला जर स्वयंपाकाला जर खूप वेळ मिळत नसला, तर मी स्वयंपाकाचे व्हिडिओ बघू शकतो. तेव्हा कुठे ना कुठेतरी एक नवीन छंद तर आपण घेतोच, पण आपला जुना छंदही जिवंत राहतो. तर काय वाटतं तुम्हाला असं करणं योग्य आहे?
हं, हं, हं. हां. हां. नक्की वेळ काढला पाहिजे. हो, हो. हां. हां. हां. हं, हं. हं. हं, हं, हं. हं, हं. हो. बरोबर. बरोबर. हां. जिवंत राहतं. अगदी बरोबर. अ, हो, पण आता जसं तुम्ही सांगितलं, की एखाद्याला नृत्य करायला आवडतं आहे आणि तो YouTubeवर किंवा तर सम प्लॅटफॉर्मवर जाऊन गाणी वगैरे बघतोय. अ, ही झाली त्याची अर्धी भूक भागल्या गेली बुवा. दुसऱ्यांना नाचताना बघून आनंद व्यक्त करणे. पण मग अ, आपण कुणाच्या लग्नात गेलोय, कुणाच्या वेगळ्या कार्यक्रमात जिथे नाच-गाणी होत आहेत, तर तिकडून आवर्जून भाग घ्यावा, मला असं वाटतं.
हो ना. हो ना. हो ना. हो, हो, हो.
म्हणजे 2 अ, 2 गोष्टी होतात. एकतर आपला छंद पुरवला जातो आणि अ, जो अर्धी भूक राहिलेली इकडे भागवता येते. सेम आनंद येतो ना स्वतः करताना. हं. आणि सेम तसंच आहे अ, स्वयंपाक पाककृती करतानाही, सेम तसंच आहे. अ, जर करायला आवडतं, तर छानच आहे. आणि खायला जर आवडतं, तर त्याहून उत्तम आहे. <chuckles> असं मला वाटतं.
एक आनंद येतो, नाही का. हो. नक्कीच. हो ना. नक्कीच. तर छंद खूप महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यात. अ, माणसाला एखादा छंद असला, तर त्यांनी जोपासावा आणि कुठे ना कुठे त्याला जिवंत ठेवावं अ, ठेवावा आपल्या आयुष्यात, जेणेकरून आपलं आयुष्य सुंदर होतं, आपला ताण कमी होतो. खूप छान बोललात तुम्ही या गोष्टीवर. खूप सुंदर उदाहरण सुद्धा दिली तुमच्या आयुष्यातली. तुमच्या वेळेबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
हं. अ, मलाही तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि तुम्ही खूप मला त्या माझा छंद असं अ, नव्याने मला तो पुन्हा अ, रिव्हील केला किंवा माझा प्रवास घडला ओ. बालपणापासून आत्तापर्यंतचा जो काही प्रवास होता माझ्या छंदाबद्दलचा, तो प्रवास झाला आणि तुमच्याशी बोलूनही माझा ताणही कमी झाला, खरं सांगायचं तर. तर अशा त्या 2 गोष्टी छान झाल्या. तुमच्याशी बोलूनही मला खूप आनंद झाला. पुन्हा आपण नक्की भेटू, नक्की गप्पा मारूयात. अ, तूर्तास तुमचे खूप खूप आभार. अ, धन्यवाद.
<chuckles> नक्कीच. नक्कीच. धन्यवाद. हो.